अ, नक्कीच. भरपूर. मी तर असं म्हणायला हरकत नाही, की "बाबा, <chuckles> न अ नातेवाईकांच्या अ, या टिप्पणीशिवाय काय, आयुष्याची काय आहे?" ते म्हणते, वाटचाल योग्य मार्गाला लागत नाही की कुठं ना कुठं ठीक आहे, पण काय आहे ना, की अतिहस्तक्षेप असतो यांचा अन् माझ्या घरातही तसाच आहे. अतिहस्तक्षेप आहे आणि माझ्या घरात कसं आहे ना, की ठीक आहे, सगळ्यांचंच म्हणणं चांगल्या पद्धतीने ऐकून घेतात आणि मग ते रिएक्शन्स ही तसे असतात, की "हा असा बोलून गेला, तो तसा बोलून गेला. हा ते म्हणत होता, तो ते म्हणत होता." आणि मग माझं कसं, थोडासा हलगर्जीपणा असं पहिल्यापासून होत होताच. कारण की मी एवढं नातेवाईकांमध्ये पहिल्यापासून मिक्स नाही व्हायचो, कार्यक्रमांमध्ये जाणं हे ते. कारण की मला आहे ना, पहिल्यापासून तो अनुभव आलेलाच होता. नाही, झाले सतत काय, तुलना करतात आपल्या मुलांशी, नाही तर दुसऱ्या कुठल्या गोष्टीशी अन् मग आपल्यालाच काय आहे ते, चार-चौघांमध्ये आपल्याला हटकून विचारतात, का, "अरे, काय चाललं? काय करतोय तू सध्याला? मग कसा आहे?" आणि कुठून कुठलीही गोष्टी ती आपल्यावरच आणायचे आहेत. मग ते त्याच्यामुळे मी शक्यतो टाळायचोच आणि व्हायचंच तसं, की त्यांच्या समोरं गेल्यापेक्षा असं वाटायचं, बाबा, दूर राहिलेलं बरं. तुम्ही घरच्यांना नेहमी सांगतो, "तुम्ही जात जा." आणि घरात पाहुणे आले, की मी बाहेर चालला जायचो. की म्हंटलं, "परत ते सुरू करतील," म्हणलं, "काही ना काही."
हं. <chuckles> हं, हो ना. हं. हां. तेच ना. हं. हां, हां. हो ना. <chuckles> हं. हं. अच्छा. हं. <chuckles> अरे बाप रे! हं, अच्छा. मग ते कधी असं झालंय का तुमचे वैयक्तिक निर्णय असतील त्याच्यामध्ये हस्तक्षेप झालाय असं कधी?
अ, हां, भरपूर वेळा झालेल्या आहेत तसं तर मी सांग जसं सांगायला गेलो होतो करियरच्या बाबतीत, लग्नाच्या बाबतीत असा कुठलाच क्षण नाही आहे आयुष्यामध्ये, की ज्याच्यामध्ये त्या लोकांनी हस्तक्षेप केला नाही आणि त्यांना तो आवडला म्हणून माझा निर्णय. पण ठीक आहे.
हं. अच्छा. <laughs> हां. हं.
चालतं आता बा काय होतं ना, बऱ्याच वेळा सोडावं लागतं आणि ते नातेवाईक, काय नातेवाईकांची ती काय चिंता करत बसतात. ते म्हणतात ना, "च चिंता चिता के समान होती है." त्यातला भाग आहे तो.
अच्छा. हो ना. <laughs> अगदी खरं बोललात हो हं, ते तर होतंच, म्हणा. पण कधी असं झालंय का, की टिप्पणी जेव्हा असते, कधी-कधी असं अ, बोलतात ना, आक्षेपयुक्त पण असते किंवा कधी-कधी आक्षेपरहित असते की अ, काय, हे आक्षेप घेण्यासारखे असते की काय? कशाला हे बोलतायेत? काय गरज आहे ह्यांना आपल्याबद्दल बोलायची? म्हणा, किंवा प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची, काय गरज आहे का? असं आपल्याला वाटतं ना. तर ते तुमच्याबाबतीत कधी झालंय का? म्हणजे नातेवाईकांनी काय-काय बोललंय, आणि मग त्याच्यावरती तुम्ही काय प्रतिक्रिया देतात, जेव्हा आक्षेपकारक असते ती प्रति हे टिप्पणी?
सोडून द्यायचं.